पूर्वी आपले पहाटेची सुरुवात एक सूर्याच्या दर्शनाने व्हायची. <chuckles> बट आता असं झालंय ना, की घरामध्ये आपण सकाळी फोनने सुरुवात करतो आणि सोशल मीडियाचा जसा शिरकाव आपल्या आयुष्यात झाला आहे तेव्हापासून म्हणजे नाही का, सकाळी उठतानाही त्रास होतो, रात्री झोपतानाही त्रास होतो म्हणजे रात्रीचं जागरण आणि सकाळची झोपमोड या गोष्टी एकदम मिळत्या-जुळत्या आहेत. तर अशा वेळेस अ, सकाळी फोन आणि सोशल मीडियाचे तुमचे काही नियम आहेत का हो?
हं. हो ना. हं. हो कारण मी पण सकाळी उठल्यावर पहिला फोन बघायची आणि आधी रात्री झोपताना देखील भरपूर म्हणतात ना फोन आणि मग ते अ, 10 वाजता म्हणतात आपण झोपायच्या टायमाला फोन घेतला, की कधी 1 वाजून जायचं कळायचं पण नाही. मग त्याच्यानंतर काय झालं, की म्हणजे पूर्ण ना एकदम म्हणतात ना अ, मूडमध्ये चेंज व्हायचं जसं की चिड-चिड व्हायची आणि मग झोप पण पूर्ण नाही व्हायची एकदम अशांती असायची ना तसं वाटायचं आणि मग कामामध्ये पण म्हणतात ना लक्षपण लागायचं नाही एकंदरीत. आणि मग त्याच्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी देखील कमी व्हायची. मग हे सगळं चालत-चालत असताना म्हटलं मी ठरवलं, की म्हणजे नाही, की फोन आपल्याला काहीतरी कुठेतरी कमी वापरला पाहिजे जेणेकरून अ, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत.
हं, हं, हं. हो, हो. हो, हो, हो. अच्छा. हं, हं, हं, हं, हं. मग हे कधी तुमच्या लक्षात आलं, की तुम्ही फोनचा खूपच अतिवापर करताय आणि हे कुठेतरी आपल्याला बदलायला पाहिजे?
तर मग मला असं. मला तर हे कधी माहिती आहे का म्हणजे अ, मला काय व्हायचं मी ऑफिसमध्ये जायची आणि सकाळी म्हणजे म्हणतात ना रात्री लेट झोपायची आणि सकाळी लगेच उठायची आणि मग मला असं वाटायचं, की हे कुठेतरी चुकतंय आपलं म्हणजे एकंदरीत आणि म्हटलं, की म्हणजे जर असं करत गेली आणि मला ना अ, म्हणजे भरपूर चिडचिड आणि म्हणताना झोप यायला लागली कधीपण आणि आळस वाटायचं दिवसभरात असा अ, हां तर आणि मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं आणि ऑफिसमध्ये पण कामाकडे लक्ष नसायचं आणि काहीतरी चुका व्हायच्या आणि मग मी एकंदरीत सगळं फाइंड आउट केलं तर मला कळालं, की हे सगळं माझ्या त्या सोशल मीडियामुळे आणि फोनमुळे होते आहे आणि काय व्हायचं कोणी रील्स पाठवल्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायचं पूर्ण आणि मग मी ठरवलं, की आता फोन नाही वापरायचा काहीतरी म्हटलं उपाय आपल्याला केलेच पाहिजे आणि म्हटलं त्याप्रमाणे मग मी स्टार्ट केलं एकंदरीत.
हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा-अच्छा. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हो, हो. हं, हं, हं, हं. मग तुम्ही सकाळच्या फोन वापरासाठी काही नियम वगैरे सेट केले का हो, का स्वतःला काही मर्यादा वगैरे घालून ठेवले का तुम्ही अशा?
हो ना म्हणजे मी तर पहिलं असं केलं, की म्हणजे सकाळी उठल्यावर जो मी फोन बघायची आणि म्हटलं ना पहिलं उठल्यावर पहिला फोन ते पूर्णपणे बंद केलं. जसं, की सकाळी उठल्यावर 1 दीड तास तो फोनच अ, म्हणतात ना वापरणं किंवा तो चार्जिंगला लावायची आणि मग तो एकंदरीत वापरायचीच नाही आणि कोणी सोशल मीडियात तर होतात नोटिफिकेशन ते तर मी पूर्णपणे बंदच करून टाकलं जेणेकरून माझं मन डिस्ट्रॅक्ट नाही होणार. कारण कसं होतं, की अ, सारखे-सारखे लोकं बघा ना आपल्याला मेसेज करत असतात आणि मग त्याच्यामुळे मग आपण फोन बघत असतो. मग त्यासाठी नोटिफिकेशन देखील मी सगळे ऑफ करून टाकले जेणेकरून मला असं वाटलं तरच मी स्वतःहून त्यांना मेसेज करत होती आणि जर म्हटलं काही एमर्जन्सी असेल तर मी सगळ्यांना सांगितलं, की मी कॉल करा म्हणून घरातल्यांना काही एकदमच असेल तर मेसेज नका करू. एकदमच एमर्जन्सी तुम्ही कॉल करा असं सांगितलं आणि जसं की रात्री झोपताना आपण म्हणजे ना ही म्हणजे सवय होती बेकार की अ, फोन वापरायचा आणि मग रात्री झोपताना झोपण्याच्या आधी अर्धा तासदेखील आधी मी फोन वापरणं पूर्णपणे बंद केलं. अ, जे काय असेल ते जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर समजा 5 मिनिटं काहीच जरा बघायचं असेल तर आणि पण सोशल मीडियावर रील्स बघणं जे आहे, ते मी पूर्णपणे बंद केलं. जेणेकरून रात्री झोपताना जे विचार येतात बघा मनात आपल्या कोणाचं काय झालं असेल किंवा काय एखादा विषय आपला रात्री झोपताना कळतो आणि मग त्याच्यावर आपण म्हणतो ना सर्च करत बसायची मी अरे, हे मला असं वेगळं दिसलं. अ, किंवा रात्रीचं असं खायच्या रील्स बघितल्या अ, किंवा एकंदरीत काय असं शॉपिंगचं बघितलं मग मी त्याच्यावरच बघत बसायची. त्याच्यामुळे पूर्णपणे बंद करून टाकलं सगळ्या गोष्टी आणि अ, जे ॲप होते शॉपिंग्स तेदेखील बंद अनइन्स्टॉल केले आणि रात्री झोपताना देखील फोन ह्या रूममध्ये ठेवायचाच नाही डायरेक्ट दुसऱ्या रूममध्ये असा मी रूलच सेट केला एकंदरीत.
हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं, हं. अच्छा. अरे वाह, वाह! आणि हे सर्व नियम तुम्ही स्वतःला घालून देताना तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागलं का हो, कारण सहजासहजी बघा ना, इतकं सोशल मीडियापासून दूर जाणं शक्य नसतं. खूप अडथळे येतात तर तुम्हालाही यांचा सामना करावा लागला का हो?
हं. हो ना म्हणजे भरपूरच. कारण कसं झालं, की स्टार्टिंगला मी ठरवलं पण मला ते जमतच नव्हतं. म्हणजे एकंदरीत मला असं वाटायचं, की मी ठरवलंय तर खूप काही आणि मला हे करायचं पण आहे. कारण ह्याच्यामुळे म्हणजे विचार केला, की माझंच चांगलं म्हणजे म्हणतात ना होणार आहे. पण एक असतं ना, की लगेच नाही होऊ शकत ह्या गोष्टी. मला थोडा टाईम लागला ह्या गोष्टी करायला, की आता मी फोनच तर मग मी बघा सकाळी मी वापरायचीच नाही. पण थोडं-थोडं असं बघायची मध्ये-मध्ये पण म्हणजे खूप कंट्रोल करायची भरपूर अरे नाही बघायचंय, नाही बघायचंय आणि मग कुठेतरी मग ते थांबवून द्यायची मी आणि अ, मग त्याच्यामुळे विचार करायची, की नाही नको आपल्याला नाही बघायचंय. कारण आपल्यासाठी एकंदरीच थोडंफार म्हणतात ना धोकादायक किंवा म्हणू शकतो की नाहीये चांगलं आणि पुढे अ, म्हणतात ना हेल्थवर पण जे परिणाम होत होते. अ, जसं की ब्लॅक सर्कल्स येत होते चेहऱ्यावर आणि डोळ्यांच्या खाली आणि मग ते मला जरा म्हणतात ना एकदम मनाला लागलं माझ्या कुठेतरी गोष्ट आणि मग मी म्हटलं, की नाही म्हणजे आता तर नाहीच वापरणार मी काहीही होऊ देत.
हं, हं. अच्छा, अच्छा. अच्छा. हं, हं. अरे वाह, वाह! परिणाम होतो. हं, हं, हं. हो. हं, हं, <chuckles> हं नक्कीच.
जेणेकरून मग झोप अ, म्हटलं की झोप जर आपण जर घेतली नाही व्यवस्थित तर मग त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण वाटच लागेल एकंदरीत शरीराची.
बरोबर, तर तुमची झोपमोड वगैरे व्हायची, झोपेवर कुठेतरी फरक पडायचा, तर तेव्हा तुम्हाला कधी हे लक्षात आलं आणि तुम्ही कधी हे नियम सुरू केले आणि का सुरू केले?
कसं झालं तुम्हाला मगाशी म्हणाले की ऑफिसला मला जायला म्हणतात ना की म्हणजे लेट झोपायची मी 01:00 वाजता 01:00 - 01:30 वाजता आणि लगेच मला उठायला लागायचं 6:30 म्हणजे 6ला मला उठायचं असायचं आणि मग झोपायची मी अ, 7:00 पर्यंत 7:15 आणि 7:30 कधी-कधी म्हणजे झोपच कंप्लीट नाही व्हायची. मग एक दिवस लवकर उठणं कधी मग तेव्हा घाई-घाईतं आवरणं आणि मग त्याच्या म्हणतात ना आपल्या घाई गडबडीत काही चुकीची कामं म्हणजे लागणं बिगणं असं होतं आपल्याला पटापट. म्हणजे काहीतरी वेगळंच होऊन जायचं आणि मग एकंदरीत लक्षच नसायचं कोणत्या कामावर आणि मग अरे मग सकाळी जे ठरवलेलं असायचं, की अरे हां मी हे करीन तर ते प्लॅन्स काही वर्कआउट व्हायचेच नाही कोणतेच, म्हणजे त्या गोष्टी ज्या आम्ही ठरवलेल्या असायच्या किंवा इकडे जायचं ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. अ, ना माझा योगा व्हायचा नीट, ना काहीच नाहीये म्हणजे आणि पूर्ण म्हणतात ना माझं बायोलॉजी आपण म्हणतो की आपलं डेली रूटीन आपण म्हणू शकतो किंवा जे आपलं जैविक घड्याळ आहे, ते पूर्णपणे माझं ना बिघडलेलं, त्याला काय म्हणतात तारतम्यच राहिलं नव्हतं एकंदरीत. आणि मग ते खूप अ, चुकीच्या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या. जसं की लक्ष नव्हतं आणि मग खाण्यापिण्यावर कधी पण भूक लागायची मला आणि सगळं एकंदरीत हेच व्हायचं.
हां, हां. अच्छा. हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा, मग अ, तुम्ही त्यानंतर हे नियम सुरू केले. तर त्यातून तुम्हाला फायदा लगेच मिळाला का हो का वेळ लागला ते दिसायला?
हो म्हणजे माही मला तर असं वाटतं की पहिला एक आठवडा ना मला खूप त्रास होत होता की ह्या सवयी कारण माझं ते, शेड्यूल झालेलं आहे ना की लेट झोपायचं, लेट उठायचं आणि मग सगळं लेट-लेट. मग ते पहिलं करतांना ना की म्हणजे मला थोडा त्रास झाला. म्हणजे काय होतंय काय समजत नव्हतं मला 1 आठवडा, एक दीड आठवडा. पण त्याच्यानंतर माझी ना झोप नीट व्हायला लागली हळू-हळू म्हणजे त्या टाईमला मी झोपायला लागायची. आणि मग एकंदरीत मग ते खूप नीट झाल्यामुळे मी लवकर उठायला देखील लागली. आणि तो थकवा होता ना माझ्या अंगामध्ये असा वाटायचं कोणतंही काम करतांना किंवा असा कंटाळा येतो बघा आपल्याला एखादी गोष्ट आपण करतो. तर तो काहीसा कमी झाला आणि म्हणजे आणि मग ते व्हायला हळू-हळू मग सगळ्या गोष्टी एकेक-एकेक करत त्या नीट होत गेल्या. आणि मग मला एकंदरीत फरक पडला. म्हणजे मला मी तुम्हाला सांगेन की मला अ, 20 दिवसामध्ये मला असं वाटायला लागलं की म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह होतंय. म्हणजे अ, आधी पण वाटत होतं 1 दीड आठवड्यांनी. पण असं मला वाटतं की माझी झोप नीट झाली. मग हळू-हळू मला म्हणतात ना मला म्हणजे ज्या गोष्टी होत नव्हत्या जसं की दिवसाच्या अ, काही टाईम मिळत नव्हता. त्या गोष्टी हळू-हळू सेट झाल्या म्हणजे मला थकवा यायचा तर तो कमी झाला किंवा एखाद्या म्हणतात ना की आपलं मन असं थकून जायचं किंवा आपलं शरीर देखील तर ते हळू-हळू एनर्जेटिक वाटायला लागलं मला एकंदरीत. तर तसे मला वाटते की 20 21 दिवसातच मला चांगले फरक अ, जाणवायला लागले आणि आता तर एकदम नक्की व्यवस्थित झाले. तरी देखील कधी-कधी लेट होतो पण मी म्हणजे ट्राय करते की लवकर झोपायचा असं म्हणजे चालू असतं माझं.
हं, हं. हं, हं, हं. अच्छा-अच्छा. हं, हं, हं, हं. अरे वाह! वाह! हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अरे वाह! वाह! हं, हं, हं. आणि खूपदा असं होतं ना आपण कितीही ठरवतो की उद्या आपण हे करायचं किंवा दिनचर्या झाली किंवा डायरीत लिहून ठेवतो. खूपदा आपण असं करतो बघा जसं तुम्ही सांगितलं आणि खूपदा ते नियम मोडलेही जातात. तर अशा वेळेस काय वाटतं ओ म्हणजे नाही का एक एखादा अपवाद असला समजा खूपदा असे कारणं असतात की हा ठीक आहे मोडलं. पण खूपदा कारण नसताना जर आपण ते घालून दिलेले नियम आहे ते जर म मोडले तर त त्यावेळेस असं पश्चाताप वगैरे होतो का आणि ते ज जर होत असेल, त्रास होत असेल तर तो तुम्ही कसा हाताळता?
हं, हं. हं. हं. नक्कीच, मला तर असं वाटतंय की बघा अ, म्हणजे अ, पश्चात्ताप होण्याची वेळच आली नाही पाहिजे किंवा आता म्हणतात की काही फेस्टिव्हल्स असेल तर समजू शकतो की बाबा घरात माणसं आलीत भरपूर आणि कधी-कधी बघा आपल्याला काही गोष्टी अशा नाही होत माणसं भरपूर आल्यामुळे. तर मग काय होतं की तेव्हा मला तर वाटतं की तुम्ही बघितलं पाहिजे किंवा त्याच्यानंतर समजा 2-3 दिवस तुम्ही ब्रेक घ्या पण त्याच्यानंतर कंटिन्युअस डबल अप सकाळी टाईम काढा किंवा रा संध्याकाळी टाईम काढा आणि तुम्ही करू शकता असं मला वाटतं आणि जर समजा माणसं आली असतील तर तुम्ही ॲट लीस्ट चालायला जा किंवा मेडिटेशन करा. ज्यामुळे तुमचं मानसिक म्हणतात ना शांतता तुम्हाला लाभेल असं मला वाटतं. कारण कसं माणसं आल्यावर आपल्याला नाहीच जमत कधी-कधी काही गोष्टी. कारण मग त्या त्या गोष्टी आपण करण्यात इतकी आणि मग लोकं म्हणतात की, "अरे, आम्ही आलोय आणि ह्यांचं काय चाललंय?" असं देखील होऊ शकतं. त्याच्यामुळे मग मला तर वाटत की थोडं तुम्ही अ, म्हणजे म्हणतात ना थोडा ब्रेक घ्या चालेल पण ते नंतर कंटिन्यू करा. असं नाही की तुम्ही 4 दिवस हे केलंय पण नंतर प्रत्येक वेळेला तुम्ही जाऊदे-जाऊदे असं करताय. तर मग ते एकंदरीत चुकीचं होऊ शकतं.
हं, हं. हं, हं, हं. हो, हो, हो, हो. <chuckles> बरोबर. हं, हं, हं. अगदी बरोबर बोललात आणि खूपदा बघा ना असं होतं, की आपण अ, म्हणजे नाही का कधीतरी वाटतं असं की आता बस झाला नाही का आता बदललं पाहिजे. तर अशा वेळेस अ, त्यांनी नाही का सकाळी फोन आणि सोशल मीडियाचे काय नियम म्हणजे नाही का अंगी बानवले पाहिजे? जेणेकरून त्यांना एक कुठेतरी फायदा होईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जसा तुम्ही बदल केला तर तसा एक बदल अ, आपल्याला अपेक्षित आहे.
हो, हो. हं. नक्कीच, मला तर वाटतंय बघा कारण हा बदल खरंच खूप गरजेचा आहे. अ, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की आपल्या म्हणतात ना अ, म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनात किंवा म्हणतात ना आपण जे डेली रूटीन आहे, त्यामध्ये देखील आपल्याला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. कारण कसं आहे, की सोशल मीडिया आपण ठरवतो की अरे अ, कमी वापरायचा किंवा काय आणि मग परत आपण तेच करत बसतो कधीतरी असं होतं. तर मला आता वाटतंय की त्या गोयेला म्हणजे आपण म्हणतात ना की अ, म्हणजे आपण स्वतःहूनच स्वतःला एक शिस्त लावली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी की किती वापरायचं? काय करायचं? कारण ह्या गोष्टी अशा आहेत ना की कोणी सांगितल्या नाही किंवा त्या तर त्या होणार नाहीत. जसं मी तुम्हाला उद्या सांगितली सांगितलं की तुम्ही नका वापरू पण तरी देखील आपण वापरणारच. मला तर वाटतं की स्वतःचा कंट्रोल ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. स्वतःची शिस्त की तुम्ही कशासाठी काय-काय अ, करतायत किंवा ज्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं म्हणजे मला तर वाटत महत्त्वाचं ठरेल ह्या सगळ्यांमध्ये. कारण कसं आहे आपण स्वतःहून स्वतःवर जर कंट्रोल घेतला किंवा एखादी गोष्ट ठरवली तर ती नक्कीच म्हणतात ना फायदेशीर ठरते असं मला
हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं. हो. हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर-बरोबर, ते आपण पहिल्यापासून ऐकतो बघा असं सतगुरू वामनराव पैल अ, साहेबांचं, की तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर नक्कीच म्हणजे सुरुवात स्वतःवर जर कंट्रोल केलं हो, तर नक्कीच आपण हे नियम घालू शकतो आणि याला म्हणजे पाळूही शकतो आणि याच्या नियमांचं उल्लंघनही आपण करणार नाही याची जर दक्षता घेतली तर नक्कीच आपण म्हणजे सकाळी जे फोन आणि सोशल मीडिया आहे त्याचे नियम एक अ, स्वतःवर बंधनं घालू शकतो. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून खूप मस्त माहिती दिली तुम्ही खूप-खूप धन्यवाद तुमचे.
हो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प स्वतःवर, हं. हं. बर. मला पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी या एकदम महत्त्वाच्या आणि आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा सोशल मीडिया आणि फोन आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि खरंच खूप छान वाटलं आणि आपण नक्कीच परत भेटू.
हो. बिलकुल-बिलकुल, धन्यवाद.
धन्यवाद.